अच्छा.
असा एका पायावरती उभा राहून असं आकाशाकडे बोट वगैरे करतोय असा तो होता. आणि ती काही सेकंदाचीच मूव्हमेंट होती. ती मी योगायोगाने ती माझ्याकडे कॅच झाली होती. तर लोकं त्या फोटोग्राफजवळ उभे राहून त्याला फार अप्रिशिएट करायचे. म्हणायचे, "वाह! फार छान आहे." आणि मग त्या प्रदर्शनामध्ये काही लोकांनी ते माझे फोटोग्राफ्स विकतही घेतले आणि ते त्यांच्या घरी लावले असेही आहेत.
हं, हं. तर म्हणजे किती रुपयाला विकलेत तुम्ही ती नेमकी फोटोग्राफी?
तेव्हा ते अ, असे अ 2,001, 2,001ला असे ते फोटोग्राफ्स विकत घेतले त्या लोकांनी माझ्याकडून.
अरे, बाप रे! खूपच छान. म्हणजे तुमच्या ते फोटोग्राफीतून तुम्ही व्यवसाय पण हं, हं.
हां. हां, म्हणजे ते मी अ, त्याची किंमत नव्हती लावलेली. त्याची मी किंमत लावलेली नव्हती. त्यांनी ते. ज्याला जे वाटेल ते. आवडलाय ना फोटोग्राफ्स, तुम्ही घेऊन जा. मग तुम्हाला पैसे द्यायचे तर द्या, नाही द्यायचे तर नका देऊ. असं होतं ते. असं फ्रीलान्स होतं. असं काही त्याला बंधन नव्हतं, की तुम्ही एवढ्याच विकत घेतलं ते. ते स्वखुशीने आलेले पैसे होते ते. दोन हजार एक लोकांनी ते दिले होते.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा, अच्छा. 2,001 रुपयाने अशाप्रमाणे एका प्रत्येक फोटोग्राफीचे पैसे द्यायचे आहेत तुम्हाला.
हां, हां, हां. हो, हो.
मग पैसे कमवायचे असतील तर छोट्या प्रमाणावर कसा पोर्टफोलिओ बनवायचा? आणि ग्राहक कसे मिळवायचे बरं फोटोग्राफीतून काही आयडिया आहे? तुम्ही तर म्हणता विकलेत. म्हणजे जर आम्ही जर हे वस्ट मोठ्या प्रमाणावरतीं आता हं, हं. पण छंदातून पैसे पण आले तर खूप चांगलं ना.
हं. नाही, तो माझा छंद होता. तो माझा छंद होता. पैसे आलेत खरं तर. मी माझा तो व्यवसाय नव्हता तो. अ, पण त्यातनं आले. पण मी जे नवीन व्यवसाय करणारे आहेत त्यांना तर हेच सांगेन मी, की तुम्ही आधी त्याचं रीतसर प्रशिक्षण घ्या आधी. त्यानंतर मग फोटोग्राफी छान यायला लागल्यानंतर मग आपल्या ओळखीच्या लोकांचे आधी फोटोग्राफ्स काढायला सुरुवात करा. त्यांचे घरातले जे कार्यक्रम असतात त्यापासून सुरुवात करा. आणि अर्न करू शकता असं मला वाटतं.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं.

अ, एक तर तुमची ती त्यामध्ये आवड असली पाहिजे, सिरियसली आवड हं, का. मी फोटो काढतो आणि कसे पण छान येतात, तर ती त्याला फोटोग्राफी नाही म्हणत खरं तर. ते कलात्मकदृष्ट्या खरंच चांगले येत आहेत का? ज्या गोष्टींना कलात्मक गोष्टींना आपल्या मान्यता आहेत बा म्हणजे अ, डेप्थ ऑफ फील्ड म्हणतात. जेणेकरून अ, तो फोटोग्राफीचा प्रकार असा असतो, की तुम्ही उभे आहात आणि तुमच्या मागे अ, ज्या काही वस्तू आहेत, सीनरी आहेत वगैरे-वगैरे, ते थोडेसे ब्लर आले आणि त्याच्यापासून तुम्ही थोडेसे वेगळे दिले, तर त्याला थोडासा 3D इफेक्ट येतो आणि ते दिसायला छान येतं. काही लोकं त्याला ब अ, बोके पण म्हणतात. काही लोकं स्टील "डेप्थ ऑफ फील्ड" म्हणतात. काही म्हणतात ब्लर करणे, बॅकग्राऊंड ब्लर करायचं म्हणतात. असे वेगवेगळे शब्द आहेत त्याला. पण अ, बेसिकली
हं, हं. हो, हो, हो. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं. हं, हं. हं. हो, हो.
ती जी काही अ, पद्धत आहे फोटोग्राफी काढण्याची, तर ती खूप अपील करते लोकांना. पण त्यातही असे खूप वास्ट आहे बा म्हणजे फोटोग्राफी म्हणजे तेच नाहीये. फोटोग्राफी खूप काही आहे. म्हणजे तुम्ही अं, वेडिंग फोटोग्राफी एक प्रकार असतो, त्यानंतर मग स्ट्रीट फोटोग्राफी असतो, वाईल्ड फोटोग्राफी एक आहे. असं ट्रॅव्हल फोटोग्राफी असं खूप खूप, काही-काही फोटोग्राफीचे प्रकार आहेत.
हं, हं. अगदी बरोबर. <clears throat> हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. अरे बाप! हो. अ, भारी आहे. हं. अच्छा. मग अ, तुम्ही असे काही चॅलेंजेस वगैरे काही, कॉम्पिटिशन किंवा स्वतःला सांगता, की मला 30 दिवस फोटो काढायच आहे. आणि मग अ, त्याच्यामधून काहीतरी भारी-भारी फोटो वेगळे येतील किंवा अ, असं काही होतं का? किंवा तुमच्या जीवनातले कोणकोणचे फोटो बेस्ट फोटो ठरलेले आहेत आत्तापर्यंत ते. त्याच्याविषयी सांगा ना काही.
<clears throat>